त क म्हणजे कॉफीमध्ये कसं आहे, की बघा ना आता थोडंसं पिलं की आपल्याला कसं जरा उत्साह येतो.
हो, बरोबर.
आणि जर एकदम आपल्याला झोप देखील येत असेल, तर म्हणू शकतो की मग ती झोप देखील आपली जाते. आणि जरा दिवस आपल्याला असं ना सुरुवात झाली की जरा कॉफी म्हणजे हां, तर मी मोस्टली ब्लॅक कॉफी पिते. तर त्याच्याने असं म्हणतात, की तुम्ही जरा अ, म्हणजे शांत होता असं म्हणतात. आणि जसं की अ, तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलं असेल तर ते थोडंसं कमी करायला ती मदत करते. आणि झोप येत असेल, तर तर ब्लॅक कॉफीच हो, मी ब्लॅक कॉफीच म्हणतीये. तर हां, तर मग ते अ, त्याच्यामुळे असं मी ते ट्राय केलंय म्हणजे प्यायला. आणि मला आता बरं वाटलं. कारण कमी शुगर असं नाही म्हणजे खात, तर मग हां शुगर इंटेक माझा काहीच नसतो, त्याच्यामुळे मी ब्लॅक कॉफी स्टार्ट केली. कारण मी चहा पूर्णपणे सोडलाय. तर मग मी कधी-कधी कॉफी पिते. कधी-कधी ब्लू टी वगैरे माहिती आहे ना आता बाजारामध्ये येतात. हां ग्रीन टीत, हा ग्रीन टी पण मी आधी पिलेली. पण मला मग नंतर कंटाळा आला त्याचा ते पिऊन पिऊन, तर मग मी विचार केला, चला आता ब्लू टी स्टार्ट करूया तर मी मध्ये
हां. सुरुवात झाली. बरं. हां. हां. येस, ब्लॅक कॉफीचं म्हणता ना तुम्ही? म्हणते, हां. ओके. शुगर इंटेक नसतो का तुमचा कॉफीमध्ये? हो. हो, हो. मिळतात ब्लू टी ग्रीन टी असे ना, हां. हं. पिऊन, पिऊन हां. अच्छा म्हणजे फॉर अ चेन्ज म्हणून तुम्ही कॉफी आणि आता तेच कंटिन्यू करताय का कॉफी?
हो, हो, हो. हां, ब्लू टी, कॉफी आणि मग ब्लू टी आणि मग कधी मला जर असं वाटलंच, तर मग अ, मी कधी-कधी आपली स्पिअरमिंटची मिंट टी असते, ती देखील ट्राय करते मी अशा वेगवेगळ्या सारख्या मी चहाला ऑप्शन्स म्हणून मी भरपूर साऱ्या टीज आणल्यात. आणि कसं असतं की
हां. बरं. अच्छा मग त्यात अ, फ्लेवर्ड अ, असतात का. ते वेगवेगळे म्हणजे आता तुम्ही म्हटला लेमन, कॉफी वगैरे असं? हां.
हो, हो. हो त्याच्यामध्ये लेमन टी असतात किंवा जशी स्पेअरमिंटची टी असते, त्याच्यामध्ये मिंटचा फ्लेवर असतो. अ, ब्लू टी असते आणि असे भरपूर टीज चे मी अ, म्हणजे वेगवेगळे कॉम्बोज जे मिळतात बाजारात, ते मी आणलेले आहेत कारण कसं कॅफे कॉफीमध्ये थोडं कॅफेन देखील असतं. आणि ते हो, हो. बरेच कलेक्शन आहे कारण मी चहा सोडला तर मला असं काहीतरी म्हणतात ना, व व्हेरिएशन पाहिजे त्याच्यामध्ये.
बरं. हां. अरे वाह! <chuckles> बरंच कलेक्शन आहे तुमच्याकडे. हां. अ पाहिजे बरोबर, हां.
हां, तर मग मी ते असं ट्राय करते.
त्यासाठी कॅफेन ट्राय करता तुम्ही. मग अ, अ, कॉफी म्हणजे पिल्यावर तुम्हाला म्हणजे कसं वाटतं, म्हणजे अ, फ्रेश वाटतं किंवा काय म्हणजे कधी घेता आणि कसं फ्रेश वाटतं किंवा कसं फिलिंग येतं तुम्हाला कॉफी पिल्यावर एक.
हो, हो. कॉफी घेतल्यावर खरं सांगू तुम्हाला, की मला खूप छान वाटतं एकदम. आणि ऑफिसमध्ये जेव्हा आपल्याला ब्रेक मिळतो ना, तर मग लगेच चला कॉफी कॉफी प्यायला जाऊयात. किंवा असं म्हणतात ना कुठे आपल्याला अ, जायचं असेल किंवा आपण फ्रेंड्सना भेटतो. किंवा आपल्या आवडत्या प्रिय व्यक्तींना भेटतो तर आपण कॉफी प्यायलाच जातो. हां.
हं. हां. हो. हां. कॉफी पितो आणि मग त्याची फ्रिक्वेन्सी कशी असते. तुम्ही म्हणजे दर 3 तासाला घेता किंवा कसं म्हणजे 4-5 तासाला किंवा डायरेक्ट संध्याकाळी?
पाहिलेत.